माणसाची झोप पूर्ण नाही झाली, तर दिवस अक्षरशः नको नकोसा होतो. आणि ह्या झोपेला, ह्या निद्रा देवीला, आवाहन करण्यासाठी तुम्ही काय करता हो रोज रात्री झोपण्यापूर्वी?
अगदी खरं म्हणालात. झोप माझी जर 8 ते 9 तास पूर्ण नाही झाली, तर मी दुसऱ्या दिवशी झॉम्बी बनून जातो आणि सगळ्यांचा मेंदू खातो किंवा डोकं खातो असं म्हणता येईल. अ, त्यामुळे मला असं वाटतं, की झोप पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी काही आपले रिच्युअल्स जे म्हणतो, ते माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात.
<chuckles> अगदी. हो. काय आहेत ते रिच्युअल्स असे? हे सांगू शकाल का आम्हाला?
हो, अगदी साधे, म्हणजे मला आठवतंय सर्वात पहिली गोष्ट मी जी बदलली ना, झोपण्यापूर्वी जी चुकीची गोष्ट करायचो, ती म्हणजे जेवण. म्हणजे झोपण्याच्या जस्ट अर्ध्या तासा आधी अ, जेवायचो, उलटं म्हणायचं तर ज जेवल्या-जेवल्या लगेच बेडवर जाऊन आडवा पडायचो, जे खूप चुकीचं आहे आणि माहितीच नव्हतं म्हणजे ज्ञानच नव्हतं हे, की स्वतःच्या शरीराचं स्वास्थ्य कसं जपायचं. तर मला 25व्या वर्षी ना अ‍ॅसिडिटी व्हायला लागली खूप जास्त, पित्ताचा त्रास. तर तेव्हा मी एका आयुर्वेदिक अ, हॉ क्लिनिकमध्ये गेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं, की "तुम्ही ही-ही औषधं घ्या, ही पावडर घ्या आणि 7:00च्या आत जेवत जा." असं त्यांनी सांगितलं. ते बरेच अ, सुप्रसिद्ध बाबा पण आहेत, जे त्यांच्या व्हिडिओसमध्ये हे सांगत राहतात टीव्हीवरती वगैरे, की 7:00च्या आत जेवत जा. तर मग तेव्हापासून म्हणजे 2014 पासून मी दररोज 7:00च्या आत, आजकाल तर 6:00लाच एकदम भूक लागते, तर 6:00 वाजता जेवतो आणि मग त्यानंतर कुलूप तोंडाला. काहीच खात नाही. त्याचा खूप उपयोग होतो माझ्या झोप अ, झोप चांगली होण्यासाठी.
अरे बापरे! आई ग! बरोबर. अगदीच. अरे बापरे! हो, हो, हो. अच्छा. हं. <chuckles> अरे वाह! बापरे! म्हणजे 7:00च्या आत जेवण, ओके.
हो.
म्हणजे त्याने तुमची मग अ‍ॅसिडिटी कमी झाली.
हो, म्हणजे काय होतं, की आपण 06:00 वाजता जर जेवलो म्हणजे मी 06:00 वाजता जेवल्यानंतर अ, काही लगेच बसत नाही किंवा दिवस संपलेला नसतो. त्यामुळं बाहेर जायचं असेल किंवा कुठेतरी चालायला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, शॉपिंगलाही जायचं असेल. तर मग ते त्यानंतर करायला एकतर वेळ मिळतो आणि पचन आपली जी क्रिया असते ती होत राहते मागे आणि तिला भरपूर वेळ मिळतो आडवं पडण्यापूर्वी. जर मी लगेच आडवा पडलो तर मग ते परत पित्तं सगळं वर येतं. म्हणून ते 4 तास मी देतो पोटाला थोडासा आराम घेण्यासाठी.
हां, हां. बरोबर. अगदीच. हं. बरोबर. बरोबर. पण आता हे रुटीन तुम्ही म्हणताय की 25 व्या वर्षी तुम्हाला अ‍ॅसिडिटी झाल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बदलले. पण ह्याच्या आधीचं रुटीन काय होतं तुम्ही म्हणजे मला असं सांगाल का जरा दिवसभरामध्ये चहा किती होता का कॉफी होती का अजून काही होतं कसं होतं?
काही रुटीनच नव्हतं <chuckles> तसं बघायला गेलं तर. म्हणजे काहीही आपण रँडमली एखाद्या कागदावर लिहु तेच रुटीन होतं. म्हणजे मी पूर्ण वेळ काम करायचो त्यावेळेस आणि ऑफिसला गेलं, की घरून एकदा चहा व्हायचा, नाष्टा व्हायचा. मग ऑफिसला गेल्याचा उत्साह असल्यामुळे एक अजून चहा व्हायचा आणि तोही मशीनचा अत्यंत घाणेरडा चहा आणि ऑफिसमध्ये कसं आपल्याला आकर्षित करण्यासाठी ते स्नॅक्स ठेवतात, पोटाटो चिप्स ठेवतात. नको नको त्या गोष्टी ठेवतात. एक अ, सॉफ्ट ड्रिंक असायचं तिथल्या फ्रिजमध्ये वगैरे आपले कॉर्नफ्लेक्स असतात. ते असायचं दूध घालून आपण खाऊ शकतो असे. तर वाटेल तेव्हा जाऊन आम्ही खायचो आणि मग परत 04:00 चा चहा व्हायचाच. 01:00 वाजता जेवल्यानंतर थोडीशी वॉकिंग केली तर केली नाहीतर मग येऊन लगेच कामाला बसायचो आणि मग 04:00 चा चहा झाल्यानंतर 05:00 चं स्नॅक्स लगेच. <chuckles>
हं. अच्छा. बरोबर. चहा व्हायचा? बरोबर. आई ग! हो, बरोबर. हो. हो, हो. होय, होय. बापरे! नक्कीच, एकदम.
पोटाला काही आरामच नाही. मग 5:00 ला खाल्ल्यानंतर एक 6:00-7:00 वाजता जर ऑफिसमधून घरी आलो, तर मग लगेच तर जेवायला बसत नाही आपण. थोडासा टीव्ही पाहतो थोडंसं अ, गप्पा मारतो घरच्यांशी. मग 8:30-9:00 तरी व्हायचे अ, जेवेपर्यंत. मग ते खूपच उशीर व्हायचा असं मला आता जाणवतं. कारण मग थकलेलं असल्यामुळे 10:00 वाजता झोप यायची. तर मग 1 ही तास मिळायचा नाही पोटाला.
बरोबर. हो. अगदी. ओके. हं, हं, हं. अच्छा. बापरे! नाही, मला आत्ता कळतंय, की पोटाने इतक्या लवकर बंड का पुकारलं. <chuckles>
<chuckles> हो.
की म्हणजे बिलकुलच त्याला आराम नाहीये. ऑल टाईम तुझी मशीन चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. ती चालूच ठेवा. त्यानंतर असं स्ट्राईकवर जातं मग बरोबर आहे पोट बरोबर करतय. मग आता
हो. अगदी.
म्हणजे आपण म्हणू शकतो, की क तुमच्या ऑफिसच्या जीवनानंतर जेव्हा तुम्हाला हा त्रास व्हायला लागला तेव्हा तुम्ही हे केलंत, की 6:00 किंवा 7:00च्या आत जेवायचं. पण मग आता रात्रीसाठी झोपायसाठी म्हणजे अशा काही स्पेसिफिक अ, रिच्युअल्स तुम्ही फॉलो करता का? जेवणाच्या नंतरच्या?
हो, नक्कीच. म्हणजे जेवणानंतर म्हणजे मी 6:00 वाजताच जेवतो आता, तर जेवणानंतर अ, थोडशी शतपावलं घालणं ते करतो. अगदी महत्वाचं आहे किंवा जर बाहेर फिरायला जायचा प्लॅन असेल, तर मग तेव्हा थोडंसं चालणं होतच. मग त्याचबरोबर झोपण्यापूर्वी मी काही 2-3 गोष्टी करतो, जशी की अं, मोबाईल न बघणे. म्हणजे काय-काय नाही करायचं ह्याची यादी आहे माझ्याकडे जी मी फॉलो करतो. <chuckles> मोबाईल न बघणे एकतर. काहीही चुकीचं न वाचणे वर्तमानपत्रात वगैरे. टीव्हीही न बघणे झोपण्यापूर्वी, खास करून ते काही बिग बॉस सारखे असे रिएलिटी शो असतात ते मी टाळतो पूर्णपणे कारण त्यात मग भांडणच असतात. मग आपलं
हं, बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. हां. हो, हो. सांगा ना. प्लीज सांगा, प्लीज सांगा. ओके. अच्छा! हां, हां, हां. पण त्यांची वेळच ती असते ना रात्रीची.
वेळच ती असते कारण लोक तेव्हाच फ्री असतात म्हणून. म्हणजे तेव्हाच बघू शकतात जेवणं झालेली असतात. मग चला भांडणं बघू दुसऱ्यांची. असा एक रूटीन झालेलं असतं, पण तशाने आपलं मनही बरंच अस्वस्थ होतं आणि मी स्वतः हे अनुभवलंय, की अ, एक 3 बिग बॉसचे अ, सीझन मी पाहिले होते 2012-2013-2014 या काळात. तर आमच्या घरातही इतकी भांडणं व्हायची ना त्यामुळे, की काय सांगू! म्हणजे तीच भांडणांचं एक अनुकरण जसं आम्ही करायचो घरातल्या घरात न कळत-नकळत व्हायचं ते. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या सगळ्या गोष्टी भरत राहतो आपण झोपण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी आपलं मन किंवा आपला मेंदू ही एक स्पॉन्जसारखा झालेला असतो. सगळं शोषून घेत असतो. तर ते तसंच ठेवून आपण सकाळी उठूनही तेच परत बाहेर काढतो आणि सर्वात प्रथम कुठं काढतो, तर आपल्या घरच्यांवर. म्हणून खूप महत्वाची गोष्ट जी मी करतो ती म्हणजे टीव्ही किंवा कोणत्याही इन्फॉर्मेशनचा एक ओव्हरलोड स्वतःवर नाही घेत.
बरोबर. <chuckles> अगदी. अच्छा. बापरे! बरोबर. अगदी. हो ना. नाही घेत, बरोबर. आणि मग झोपताना म्हणजे आता सम आता आपण बेडवर गेलो आहे.
हो.
तर असं तर होत नाही, की आता फार कमी वेळा होत असेल, की जेव्हा खूप एक्झॉस्ट झाला आहात तुम्ही, अगदीच कंटिन्यूएशनमध्ये थकलेले आहात, एकदम मोठे-मोठे कामं काही झालेत, तर आपण असं होतं की बेडला टेकल्या-टेकल्या झोप येते. पण अ नॉर्मली असं होत नाही. मग त्यावेळेत तुम्ही काय करता? तुम्ही म्हणता तुम्ही मोबाईलही बघत नाहीत कारण हा तर आजकालचा एकदम असं म्हणू ना फॅड आहे नाही. बेडवर गेलं म्हणजे मोबाईल ऑन झालाच पाहिजे.
हो.
मग तुम्ही काय करता?
मी ध्यान करतो. म्हणजे मी जर 1 तास झोपण्यापूर्वी अ, मोबाईल बघत नसेन, तर असं नाही, की काहीच नाही करत. मी नक्कीच थोडासा ध्यान करतो आणि माझी म्हणजे रात्रीची एक ध्यान अ, छोटीशी, छानशी प्रॅक्टिस आहे ज्याला म्हणतात सेल्फ टॉक. स्वतःशीच बोलणे, स्वतःशी संभाषण करणे आणि दिवसभरात काय झालं किंवा आठवड्याभरात काय झालं किंवा वर्षभरात काय झालं आहे, आत्तापर्यंत, याचा एक सराव घेण्याचा प्रयत्न करतो आणि मी कुठे-कुठे चुकलो. मी जर कोणाशी वाईट वागलो असेन किंवा मी अ, काहीतरी असं केलं जे वेगळ्या पद्धतीने करायला हवं होतं, त्याची एक छोटीशी समरी काढून, स्वतःला त्याचे सोल्युशन्स देऊन, काही पर्याय निवडून, मी काय उपाय काढू शकतो, हे स्वतःला पटवून देऊन मग झोपतो. मग असं
अच्छा. हां, हां, हां. ओके. ओह! अच्छा. बरोबर. पण मग हे असं रोज करता तुम्ही?
हो, रोज. म्हणजे रोज-रोजचं, पण एखादा दिवस असतो, जेव्हा 1 वर्षभराच्या त्या आठवणी अचानक येतात. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी म्हणा. <chuckles> काय, काय चुका केल्या.
वाह! बरोबर. हो, अगदीच हां, म्हणजे ते मै मैलाचे दगड आहेत आपले.
हो, म्हणजे काय काय
की जिथे हां.
कदाचित चुकलो असेन किंवा काहीतरी वेगळं करू शकलो असतो. तर ह्याचा विचार नक्कीच झोपण्यापूर्वी जर केला ना आणि स्वतःला जर पटवू शकलो आपण, की नाही, ठीक आहे. चुका झाल्या पण तरी आता आज केलेली चूक मी उद्या नाही करणार किंवा आज खूप काहीतरी चांगलं झालं, त्याबद्दल धन्यवाद. असं म्हणून झोपलो ना की अगदी 1 मिनिटात मला तरी झोप येते.
बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. अरे वाह! मग अ, आत्ता सध्याच्या काळामध्ये झोपण्यासाठी लोकं भरपूर, मी असं म्हणेन, की त्रासलेले आहेत.
हो.
खरं तर त्यांना माहिती आहे, की मोबाईल बंद केला तर डोळ्याला आराम मिळेल आणि कदाचित झोप लवकर येईल. पण तरीही ती वेब सीरीज आहे किंवा एखादा पिक्चर आहे. ते काही पाठ सोडत नाही आणि त्याच्या अ, कह्यात जाऊन ती झोपेचं अक्षरशः खोबरं करत असतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
सर्वात आधी ते बिंज वॉचिंगचं जे कल्चर आहे ना, ते थोडंसं कमी करा तुमच्या आयुष्यात. असं मी म्हणेन. कारण ठीक आहे आता काय घडलं, पुढं काय घडणार आहे याची उत्सुकता आपल्याला असते आणि पाहावंसं वाटतं. आणि असं नाही की मी कधीच बिंज वॉचिंग केलं नाहीये. पण तेही थोडंसं नियंत्रणात केलं आणि ठीक आहे ते शो राहणार आहेत. काय उद्या डिलीट होणार नाहीयेत सकाळी. तर मग <chuckles> थोडं अगदी बेडवर पडून बघण्यापेक्षा, थोडंसं आधी जर पाहिलं आणि त्या पाहण्याच्या आणि तुमच्या झोपण्याच्यामध्ये एक किमान 30 मिनिटाचा गॅप ठेवला ना आणि शांत राहिलात, मोबाईल लांब ठेवलात, काहीतरी दुसरं केलत. ठीक आहे तुम्ही अ, आपल्या घरच्यांशी बोला किंवा पुस्तक वाचा एखादं. खूप फरक पडेल. पूर्णपणे तुमचं आयुष्यच बदलून जाईल.
हां. बरोबर. हो. अगदी. अच्छा. एक्झॅक्टली. बरोबर. हं. पण पुस्तक जर वाचलं, तर परत पुस्तकाचे विचार नाही का ते राहणार डोक्यामध्ये?
मग त्यातही 1 चॉईस पाहिजे ना, की म्हणजे एक निवड पाहिजे की मला अशाच प्रकारची पुस्तकं वाचायची आहेत. म्हणजे काही अ, अफर्मेशन्सची पुस्तकं असतात. काही आकर्षणाचा सिद्धांत जो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याबद्दलची पुस्तकं असतात. चांगली पुस्तकंही आहेत, ज्याने आपल्याला एक चांगली ऊर्जा येऊ शकते किंवा तुमच्या आवडीची पुस्तकं जरी वाचली ना
अच्छा. हां, हां. हां. अच्छा. म्हणजे ब्रेनला असं फूड द्या की ज्याचा तुम्हाला पॉझिटिव्हली इम्पॅक्ट मिळेल.
नक्कीच. आणि कधी-कधी असंही असतं बरं का, काही जणांसाठी की ते असतातच थोडेशे भांडखोर किंवा थोडेशे ज्यांना वाद आवडतो अशी लोकं. मग त्यांनी जर जरी तशा प्रकारची पुस्तकं वाचली ना तरी सायकॉलॉजीने सांग मध्ये सांगितलं गेलं आहे, की त्यांचं मन शांत होतं तसं वाचून. तर टिप हीच आहे की किंवा ट्रिक हीच आहे, की ते मन शांत होणं जास्त महत्वाचं आहे. मग तुम्ही काहीही करा. <chuckles> तुमच्या स्वभावाला अनुसरून.
अगदीच. हो. हां, हां. वाह! बरोबर. हं, हं, हं, हं. म्हणजे जर एखादा चिडका माणूस आहे आणि त्याने जर अशी पुस्तकं वाचली, की ज्याच्यामध्ये मानसिक शांततेबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दलची माहिती वगैरे दिली आहे तर त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम त्याला बघायला मिळू शकतो, असं मला वाटतं.
नक्कीच.
ओके. मग आता ह्या क्षणाला तुम्ही जर मागे वळून बघताय, की 25 वर्ष, कारण 25 वर्षानंतर तुम्ही खरंतर एक असा म्हणतो ना की टोला लगावला आणि मग पाठी आलात.
हो.
अ, म्हणजे आपल्या नियतीने किंवा निसर्ग चक्राने एक टोला लगावला. ॲसिडिटी झाली आणि मग तुम्ही टर्न घेतलं की नाही नाही, आता हे नाही करायचं आपण परत नीट करूया सगळं.
अगदी.
पण मग जेव्हा हे मागचे प- 25 वर्ष बघितले जातात, तेव्हा काय वाटतं? असं वाटतं की हातातून बरेचच असं निसटून गेलंय काही त्याच्यामुळे?
अ, नाही मला असं वाटतं बरंच काही मिळवलं सुद्धा आहे. म्हणजे ती ॲसिडिटी होती, तेव्हा पैसाही येत होता घरी. म्हणजे आज जे मी जगतोय थोडंसं कम्फर्टेबली, कदाचित त त्या पैशाचाही हातभार लागलेला आहे. त्यामुळे अ, खंत कसलीच नाहीये. पण शिकलो हे महत्वाचं आहे. म्हणजे बरीच लोक मी बघितली आहेत जी 50, 60, 70 होतात, पण स्वतःचं रुटीन कधीच बदलत नाही. स्वतःचा आहार बदलत नाहीत कधीच आणि स्वतःची जिद्द आणि इगो लांब करत नाहीत. तर अ, मला कळलंय ह्याची मला म्हणजे मी आभारी आहे. युनिव्हर्सला किंवा देवाला किंवा ज्यानी कोणी मला हे सांगितलं असेल त्यांना.
अच्छा. अच्छा. बरोबर. अच्छा. हां. बरं. बरोबर. अगदी, अगदी, अगदी. खरंच कारण आत्ता जेव्हा मी तुमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलते आहे ना, तेव्हा एक-एक कसं आठवण येते की का लहानपणी आई बाळांना अ म्हणते ना की दूध प्या. रात्री न नॉर्मली छोट्या-छोट्या घरांमध्ये हे असतं की दूध हळदी गरम दूध हळदीचं दिलं जातं आणि सांगितल जातं की आता गाउ करा किंवा झोपा. तर हे जे काही आई आधी करायची ते आपण नंतर सोडून देतो.
हो.
आणि आता तुम्ही जे सांगितलंय, तर एकदा मला असं पूर्ण अशी छोटीशी, अजून काही हे द्याल का हिंट किंवा एखादी टिप की तुम्ही म्हणाल की "हे असं करा, म्हणजे तुमची झोप छान होईल?"
बाकी काहीही नाही केलं तरी व्यायाम जर केलात ना तरी खूप फरक पडतो. म्हणजे
हां, हां. पण रात्रीच्या वेळी व्यायाम?
हो, हो. रात्रीच्या वेळेस अ, थोडे-थोडे योगासन किंवा काही लोकं जिमलाही जातात. पण तेवढ्या अगदी इंटेन्स गोष्टी करायचीही गरज नाही. पण अ, थोडे व्यायाम केले, जरी चाललात ना, एक अर्धा तास, थोडंसं शरीराला थकवलंत, तर तुमचं मन आपोआप शांत होण्यास खूप मदत होते.
हां, हां, हां. वाह! खूपच छान. मला असं वाटतंय की आज आपण इथे जे काही आम्हाला टिप्स आणि तुमच्या आयुष्यातले अनुभव शेअर केलेत, स्पेशली झोपण्यासाठी, ते खूप छान आहेत आणि जर त्याचा अनो अनुभव किंवा अवलंब एखाद्याने केला, तर त्याला नक्कीच फायदा होईल. तुम्ही आज जो तुमचा हा मूल्यवान वेळ मला दिलात आणि एवढी माहिती छान शेअर केली, त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून.